आपल्याला आयुष्यामध्ये बरेचसे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला 2 पर्याय असतात आणि मला वाटतं की कधी-कधी असंही असतं ना, की आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला पर्याय असतो की आपल्याला लगेच एक फायदा मिळू शकतो आणि दुसरा एक पर्याय असतो, की आपल्याला त्याग करावा लागतो छोट्या फायद्यांचा, पण नंतर मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो. तर अशी परिस्थिती कधी तुमच्या आयुष्यामध्ये आली का? किंवा अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
हं. हं. हं. हो माझ्या ब आयुष्यात आली आहे, बऱ्याच वेळा अशी परिस्थिती. आणि माझा एक मानसिक अ, सेटअप म्हणता येईल किंवा विचाराची पद्धत, त्यानुसार मी नेहमी मोठ्या फायद्यासाठी थांबलेलो आहे. मी छोट्या-छोट्या, अ, फायद्यांचा त्याग करणं मला सोपं जातं.
बरं. अच्छा. अच्छा.
आणि अ, अ, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर, अ
हो, हो सांगा ना.
आता माझ्या घरचे बरेचसे लोक आहेत ते कॉमर्स, आर्ट्स साइडला गेलेले आहेत. मी मात्र कॉम्प्युटर सायन्सला गेलो. आणि माझ्याकडे अ, कोणी फारसं नव्हतं घरातलं मला मार्गदर्शन करायला, सांगायला.
बरं. अरे वाह! अच्छा.
फी पण जास्त होती. अ, कर्ज वगैरे काढून मग ते करायला लागलं.
हो, हो. निश्चित. बरं.
आणि अ, नेमकं माझं शिक्षण झालं तेव्हा ती मंदी आली होती.
अच्छा, अच्छा.
अ, ते नव्हतं का, ते ट्विन टॉवरमध्ये विमानं घुसवली ते तेव्हा मंदी आली होती.
बरं, बरं, बरं. अरे बापरे! अच्छा, अच्छा, अच्छा.
मी नेमकं मी त्याच वेळेचं माझं शिक्षण झालं आणि नोकऱ्या सगळ्या, सॉफ्टवेअरच्या सगळ्या नोकऱ्या कमी झालेल्या.
बरं.
पण मी म्हंटलं, की आपण आपलं क्षेत्र नाही सोडायचं.
हां, हां. बरोबर आहे तुमचं.
माझ्या बरोबरचे काही जण आहेत, ते कोणी, कोणी दुसऱ्या क्षेत्रात निघून गेले. कोणी बँकेची नोकरी पकडली, कोणी सरकारी नोकरी पकडली.
बरोबर आहे.
मी म्हंटलं नाही तसं नाही. आपण मोठा फायदा थोडं कळ काढू म्हणतात ना तसं.
हो, हो. हो.
आणि ते आपल्याकडे म्हण आहे बघा एक की अ, "घाईचं काम भुताचं <chuckles> आणि देवाचं काम ते शांततेचं असतं." थोडं शांतपणे गडबड.
अशी? हो, हो. हो. बरोबर.
कारण एक अ, त्याच्यात अजून पण एक म्हण आहे की जे अ, अ, एखाद्या वादळासारखं येतं, ते फार लवकर निघून पण जातं. तुमच्याकडे जेव्हा एखादा मोठं यश किंवा काही तुम्हाला मिळतं, ते जर त्याला वेळ लागला असेल, मिळवायला.
अगदी खरं आहे.
तर ते सहसा पटकन निघून पण जात नाही, म्हणजे एक उदाहरण देतो मी. की
बरोबर आहे. हां, हां.
अ, समजा तुम्हाला एखाद्या अ, चांगलं करियर करायचं आहे. म्हणजे, आता मी माझ्या मुलाच्या बाबतीमधलच सांगतो तुम्हाला. त्याला आम्ही हां, आम्ही बघितलं त्याला लहानपणापासून बघितलं आम्ही की अ, पहिल्यांदा आमच्या घरातले बरेच खेळाडू आहेत. आजी हां, माझे सासू-सासरे सुद्धा फुटबॉल आणि सासूबाई कबड्डी खेळायच्या. बायको खो अ, कबड्डी आणि अ, स्विमिंगमध्ये. तर आपली इच्छा होती, माझ्या मुलाला आपण कुठल्यातरी खेळात घालू. क्रिकेटला पाठवलं, फुटबॉलला पाठवलं अजून काय-काय पाठवलं. पण तिथं तो जेमतेम, काय त्याच्यात अ, अ, विशेष नाही. मग आम्ही म्हटलं की अरे ह्याच्यात त्याला काही विशेष करता अ, येणार नाही अगदी ऑर्डिनेरी.
हां, हां. जरूर-जरूर. अच्छा. अरे वाह! अरे वाह! अच्छा, बरं. हां, हां. अच्छा, अच्छा. <laughs>
आम्ही, हां. मग त्याला आम्ही ते काय 5वी ला असताना त्याला स्कॉलरशिप परीक्षेला बसवलं. तर तो शाळेतला पहिला 1-2 मुलात यायला लागला, त्याला स्कॉलरशिप ही मिळाली.
बरं. अरे वाह! वाह! वाह!
8वी ची पण मिळाली मग एक ती जॉईंट एंट्रन्स टेस्ट असते बघा, ह्याची.
हो, हो. हो.
अ, आय-आय-टीला सिलेक्ट व्हायला. तर त्याच्यात तो अख्ख्या पुण्यामध्ये दुसरा आला, त्याला बक्षीस वगैरे मिळालं.
बरं, बरं, बरं. अरे वाह! वाह! मस्त.
तर गणित आणि अ, ह्याच्यामध्ये त्याचं डोकं चांगलं चालत. गणित आणि शास्त्र. तर आम्ही त्याला काय म्हटलं, "मग तू ह्याच्यातच पूर्ण लक्ष दे."
अच्छा, अच्छा. हं, हं. हं. बरोबर आहे तुमचं.
आणि अ, त्याला ती स्कॉलरशिप मिळाली 90% फी माफ. 10% फीमध्ये त्याने
बरं, खूप छान म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की अ, अं, त्याला थोडासा हे करावं लागलं, त्याग करावा लागला काही गोष्टींचं. पण म्हणजे त्यांनी एक गोष्ट लावून धरली तर, त्याला मोठा फायदा पुढे जाऊन मिळायला लागला.
अहो, त्याग मोठा म्हणजे सांगतो, त्याचे शाळेतले मित्र वगैरे सगळं होते. आम्ही त्याला शाळेतनं काढलं आणि पूर्णपणे त्या संस्थेचं अ, नाव महत्वाचं नाही. त्या त्यांच्या कोर्सलाच घातलं.
बरं. अच्छा, बरं. बरं.
ते काय करायचे शाळेचे ॲ अप अ, ब सुद्धा तिथे शिकवून घ्यायचे ते. बोर्ड बदलले त्याच्यासाठी आम्ही. अहो एवढंच नव्हे त्याला जवळ पडावं म्हणून आम्ही घर पण बदललं.
अच्छा म्हणजे पुन्हा बरं, बरं, बरं, बरं. अच्छा. <chuckles> अरे बापरे!
एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला त्याच्या आवडीचं मिळालंय ना काहीतरी.
बरोबर आहे हो, हो, हो.
मग त्याला जे आवडीचं मिळालं, त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मग 8वी 9वी 10वी 11वी 12वी 5 वर्ष त्याने जे-ई-ईचा अभ्यास केला आणि मला आनंद आहे तो 22,000वा आला भारतामध्ये अ, पंधरा लाख मुलांमध्ये.
हं, हं. अच्छा. अरे वाह, वाह, वाह! बरं, बरं, बरं, बरं म्हणजे ते लावून धरलं आणि मोठा विचार करून छोट्या-छोट्या गोष्टींचा त्याग केला जसं की मित्रांचा किंवा लहान वयामध्ये जे-जे आकर्षणं असतात ते अ, त्यांनी त्याग केल्यामुळंच त्याला एवढा फायदा होऊ शकला निश्चितच खूप. हं.
आणि मग येताना. हो. शाळा सोडली. शाळेमध्ये सगळे मित्र ते सगळं जे होतं ते. आणि तिथे क्लासमध्ये मग तो 10-12 तास अभ्यास करायचा.
हो, हो, हो. उम्म, अरे बापरे! <chuckles>
पण त्याला ज्याची आवड आहे ते त्यांनी करावं असं आमचं म्हणणं. त्याला फुटबॉल नाही जमला, नाही जमला. त्याची दुसरी पण गंमत सांगतो म्हणजे त्यातली. आम्ही त्याला वाद्य शिकावं, मुलाला आपल्या वाद्य यावं कुठलं तरी, म्हणून मी त्याला, वाद्याच्या क्लासमध्ये घेऊन गेलो.
बरोबर आहे. हो, हो, हो. अरे वाह! हो, हो, हो. अच्छा! मग तिथं काय झालं मग?
असेल असे 4-5 वर्षाचा. <chuckles> तो दोन्ही कानांवरती हात ठेवून पळत बाहेर आला. <laughs> म्हणजे काय आहे की पण जे आवडतं त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे फोकस करून त्यांनी ते केलं. हे त्याच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत जे झालं आणि अ, मला खात्री आहे की तो अभियांत्रिकीमध्ये अ, इंजिनिअरिंगमध्ये उ उत्तम कॉलेजमधनं आता शिकतोय. छान त्याचं हे होईल. अन त्याला मी विचारलं म्हटलं, "तुझा काय हेतू आहे? कुठली नोकरी पकडायची? काय करायचं?" तर तो म्हणाला, "चांगल्या प्रकारचं शिकणं."
<laughs> अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. बरोबर आहे. बरं. बरं. मग काय म्हणाले मग? हां.
म्हणजे उत्तम प्रकारे शिकणं आणि चांगल्या प्रकारचा ज्याला एक्स्पोजर म्हणतात संध्या.
बरोबर, हां, हां.
अशावरती मी, प माझं पूर्णपणे माझं अ, अ, लक्षं असणार आहे, फोकस.
अच्छा, अच्छा. हां, हां, हां.
तर मी म्हंटलं अरे पण पैसे वगैरे नाही का महत्त्वाचे? तर म्हणाले पैसे हा त्याचा परिणाम आहे चांगल्या कामाचा.
हां, बरं मग? निश्चितच खूप छान म्हणजे तुमच्या मुलाची जी प्रगल्भता आहे ती निश्चितच तुम्हाला त्याच्यातून जाणवली असेल की आपण व्यावहारिक विचार करतो. पण म्हणजे त्याने त्याच्याही पुढं जाऊन विचार केला की जर मीन्स व्यवस्थितच करत आहे तर निश्चितच असे जे म्हणतात ना, की हिऱ्याची परख पारख्याला तसं काही पारखी येऊन निश्चितपणे त्याला असं त्याला आत्मविश्वास आहे असं वाटतंय.
पैशाच्या हं, हं. नाही आणि दुसरा भाग काय आहे माहिती आहे का? आजच्या जगामध्ये अ, म जे जे काही मी वाचन केलेलं आहे त्यानुसार हल्ली सगळ्यांचा कुठल्याही गोष्टीवर फोकस करण्याचा वेळ फार कमी झाला आहे 7 मिनिटं.
हां, हां. हो, हो, बरोबर आहे.
पूर्वी कसं लोक 3 तासाचा सिनेमा बघायचे किंवा आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊ 5 दिवस जाऊन ती मॅच बघत बसायचे.
हो, हो, हो, मॅच बघत बसायचे. बरोबर आहे.
आता 3 तासाचा सिनेमा तसं 3 तासाचं क्रिकेट, आय-पी-एल.
हो, बरोबर आहे. बरोबर.
म्हणजे सगळ्यांचा वेगच कमी झाला वेळच कमी झाला. अशा वेळेला तुम्ही एका क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम केलं ना की उठून दिसतात.
हो, हो. निश्चित-निश्चित. म्हणजे एक आपण म्हणतो ना की एक कॉन्ट्रास्ट अ, जो झालेला आहे की आधी लोकांकडे वेळ नव्हता. अ हो होतं भरपूर पण आता नाहीये तर मग आपण जर त्यांच्या विपरीत जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. कारण लोकांची ती जी आपण म्हणतो ना की स्ट्रेंथ नाहीये ती आपण त्याला स्ट्रेंथ आपली बनवू शकतो.
आणि भारतासारख्या देश हं. आता मी तुम्हाला एक अ, उदाहरण देतो. ते काय माझ्या कुटुंबातलं नाही पण मला इन्स्पिरेशन ज्यातनं खूप मोठं अ, मला प्रेरणा मिळाली. ते उदाहरण आहे ते म्हणजे अ, आपले उस्ताद झाकीर हुसेन तबलावादक.
हो, हो, सांगा ना. अच्छा. बरं, बरं.
तर ते एकदा एका मुलाखतीत सांगत होते. की तुम्हाला मग छंद काय आहेत वगैरे विचारलं. क्रिकेट आवडतं का? तर ते हसले म्हणाले "खूप त्याग करायला लागतात हो, हे तबला शिकायचं म्हणजे सोप्पं नाही. माझे वडील अ, अ, अल्लारखा खूप मोठे अ, म म तबलावादक पण ते अत्यंत स्ट्रिक्ट होते. म्हणजे अ, ते म्हणाले मी एकदा मला काय आवडतं क्रिकेट खेळायला गेलो. तर इतके ओरडले म्हणाले, "तू ते क्रिकेटचा बॉल पकडायला गेलास आणि नख त्याच्याखाली दाबलं गेलं तर तबला तुला 2 महिने वाजवता येणार नाही. केवढं नुकसान होईल आयुष्यातलं तुझं?"
हो, हो, हो. <chuckles> बरोबर. अच्छा, बरं. मग? अरे बापरे! म्हणजे त्यावेळे <chuckles> म्हणजे त्यांचा विचार बघा ना किती असतं म्हणजे ते किती पुढचा विचार करतात. नाहीतर आपण छोटा आता जो फायदा आहे तो विचार करतो की आता मी खेळेल. मला आनंद मिळेल. आणि मग अ, बरं वाटेल. पण त्यांनी त्याच्या म्हणजे त्यांनी त्याच्यातलं बघितलं होतं की त्यापेक्षा मोठा त्याग महत्त्वाचा आहे. तर खूपच छान तुम्ही हे मला वाटतं उदाहरणासहित सांगितलं.
त्यामुळं तसंच आहे. दुसरं एक उदाहरण आहे तुम्हाला अ, युवराज सिंग आपला क्रिकेटर माहिती असेल.
हं. हो, हो, हो, माहिती आहे, माहिती आहे.
तो आ अंडर 16 मध्ये एके काळी धोनीला पण त्याची भीती वाटायची, की बाबा हा इतका जोरदार खेळतो. त्याच्यापुढे आपण काय टिकणार? असं.
हो, हो. हो. निश्चित, निश्चित.
म्हणजे हां, तर त्या युवराज सिंगचं वैशिष्ट्य सांगतो, त्याचे वडील एकदाचं भारताकडून खेळले होते. काहीतरी त्यांचं सिंग आडनाव मी विसरलो.
योगर योगराज सिंह. हं.
योगराज, हां! त्यांनी युवराजला चांगली ब बॉलिंगची प्रॅक्टिस व्हावी म्हणून, प पगारावर मुलं ठेवली होती त्याला बॉलिंग करायला.
हं. हां, हां. <chuckles> अरे, बापरे! <chuckles>
घरीचं छ छोटंसं त्या घरामध्ये अ, स हे केलं होतं पिच केलं होतं आणि खूप म्हणजे माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे, जर का तुम्हाला तोडफोड मोठं यश आयुष्यात मिळवायचं असेल,
हां, हां. हां. हां, हां.
तर हे लोक म्हणतात ना, बॅलन्स लाईफ जगात हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं होत नसतं. तुम्हाला एका गोष्टीत मोठं यश मिळवायचं असेल तर बऱ्याचं गोष्टींचा त्याग करायला लागतो. अहो, तुम्ही लता मंगेशकर किंवा आशा भोसल्यांना विचारायचं.
हो, हो. हो, हो. हो, हो. बरोबर आहे. हो, हो. हो. बरोबर आहे.
त्यांनी अख्खं अ, ब बालपण म्हणजे पुढे 50शी नंतर असेल. पण अख्खं बालपण कधीही आईस्क्रीम खाल्लं नाही. आवाज खराब होईल.
हां. आईस्क्रीम खाल्ली नाही, बरोबर आहे. हे तुम्ही खूपचं छान सांगितलं म्हणजे, की वर्क लाईफ बॅलन्स असं जे म्हणतात. तर मला वाटतं की काही लोकांचं पण असचं म्हणणं असतं. पण अ, जर एखाद्या व्यक्तीला जर प्रचंड यश मिळवायचं असेल ना, तर मग मला वाटतं, की काही गोष्टींचा त्याग हा निश्चितपणे करावाचं लागतो आणि त्याच्याने तुम्हाला मोठा फायदा जो आहे तो होण्याची शक्यता खूप दाट असते. पण मग असं नाही का? जसं की काही सर्वसामान्य लोकं आहेत, की ज्याच्यामध्ये अं, आता इतकं आपल्याला प्रलोभन आहेत ना, सध्याच्या जगामध्ये तर मग अशा वेळेला, खूप लोकांना हे अवघड जातं. तुम्ही त्यांना काय सांगाल? की कशाप्रकारे ते अ, त्या प्रलोभनांना बळी न पडता, मोठा त्याग अ, करून का थोडीशी पेशन्स दाखवून म्हणा, की त्यांचं मोठं उद्दिष्ट साध्य अच्छा. बरं, बरं, सांगा ना. हां, हां.
हं, हं. हं. मी उलटं सांगेन तुम्हाला. उलटं सांगेन, त्याग करूचं नका.
बरं, बरं.
तर तुम्ही म्हणाल हा काय सल्ला झाला? हे बघा, <chuckles> तर तो सल्ला असा आहे, की तुमची मनापासूनची आवड ओळखा.
<chuckles> हां. अच्छा. बरं, बरं, बरं, बरं.
तर स्वतःची मनापासूनची आवड म्हणजे, 6व्या-7व्या वर्षी तेंडुलकरला कळलं, की क्रिकेट आपलं आयुष्य आहे.
निश्चित. बरोबर आहे.
मग बॅटिंग करणं आणि क्रिकेट खेळणं
हो, हो.
त्याच्यासाठी त्याने अनेक गोष्टींचा त्याग तो म्हणतो त्याग कुठं केला? <chuckles> क्रिकेट खेळणं हाच माझा आनंद आहे.
हं, हं, हं, हं. बरोबर आहे. हो, हो. हे खूप म्हणजे डीप आहे. पण निश्चितच मला तुमचं समजलं, की आपण जर एखाद्या आवडीने करतो तर त्याच्यात त्याग नाही आहे, तर आनंदच आहे. तर म्हणजे आनंदच शोधा तर आनंदच मिळेल. असं आपण म्हणू शकतो. हं.
अहो, तेंडुलकरचे वडील त्याला एका म स्टेडियमवरून 2ऱ्या स्टेडियमला घेऊन जायचे. कारण एका ठिकाणी जास्त बॅटिंग करायला द्यायचे नाहीत कोणी.
हो, हो, हो.
मग इथून तिथे अ इथे 2-3 तास बॅटिंग केली, की ते 2ऱ्या स्टेडियमला न्यायचे तिथे हे करायचे.
हो, हो, हो.
म्हणजे आणि तो त्याग बघा कुटुंबाचा पण असतो. एक खेळाडू उभा राहतो, त्याच्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचा त्याग असतो. त्याच्यामागे हे असतं आणि कुठल्याही क्षेत्रात.
बरोबर. नाही, निश्चितच. हो, हो, हो.
तुम्ही जर का दोन चार प्रयत्नांमध्ये जर थांबलात तर तुम्हाला कधीही मोठं काही मिळणार नाही.
बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे.
आणि एक पुस्तकपण मी वाचलं होतं की अ, The Good is the Enemy of the Great म्हणजे तुम्हाला जर का
<laughs> बरोबर आहे, बरोबर.
तेजस्वी काय करायचंय? तर जे चांगलं आहे ना त्याचा त्याग करावा.
ओ, हो, हो. हं, बरोबर आहे.
नाही, नाही तर मग अ, माणूस काय आहे ना आहे त्याच्यात त्यातल्या त्यात, त्यातल्या त्यात.
हं, हं.
हां आणि अ, अ, म्हणजे ह्याचा
बरोबर आहे. पण मग असं नाही का तुम्हाला वाटत की आता त्याग किंवा मोठं मिळवायचं पण काही लोकांची महत्त्वाकांक्षा जास्त फार मोठी नसते. त्यांच्यासाठी अ, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो मग अशा व्यक्तींनी काय करायचं म्हणजे ज्यांना मोठं म्हणायचं त्यांच्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी आहेतच पण एखाद्या व्यक्तीचा आनंदच फार छोटा असतो, की मग त्याच्या केसमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे?
नाही मग त्यांनी त्या छोट्या गोष्टीमध्येच अ, करत राहावं मग त्याच्यासाठी मोठ्या गोष्टींचा त्याग करावा <chuckles> म्हणजे <chuckles> म्हणजे बघा मला आपलं
<laughs> हां म्हणजे त्याच्या ते मनातच नसतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की मग बरोबर आहे. मग त्याची खंत नाही बाळगावी मोठ्या गोष्टींची हेही 100% सत्य आहे.
हां, मग माझ्या मित्राला असं मिळालं मित्राला गाडी मिळाली, हे मिळाले, नाही माझं आपलं छोटं दुकान आहे मी त्याच्यात आनंदी आहे मी सुखी आहे.
हां. हो, हो, हो. हो, हो, हो, हो, थोडक्यात काय हं.
मग मी त्याच्यासाठी अ, स्पर्धा आणि हेन तेन त्याचा त्याग केला.
किंवा वाईट वाटून न घेणं त्याचं बरोबर आहे. म्हणजे 2 मार्ग आहेत. मी माझ्या मित्राबरोबर पण एकदा असं चर्चा करत होतो की 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही झटून प्रयत्न करा आणि तुम्हाला पाहिजे ते मिळवा, नाहीतर मग तुम्ही आहे तसे राहा पण मग आनंदी राहा तुम्ही. मग खंत नका करू की ह्याला हे मिळालं आणि त्याला ते मिळालं आणि मला नाही मिळालं.
हां. हं. हं, पण काहीतरी भव्य-दिव्य असं काही जर का जर आयुष्याला क्षेत्र असेल ना, यश किती मिळेल तो भाग वेगळा पण प्रयत्न चांगला पाहिजे. <chuckles> असं मला वाटतं.
हं. बरोबर. निश्चितच खूप छान तुम्ही सांगितलं आणि मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून आणि काही महत्त्वाचे एकदम असे अ, म्हणतो ना की प्रेरणादायी वाक्य तुम्ही सांगितले. खूप खूप धन्यवाद. <chuckles>
हं, हं, हं. मलाही आवडलं तसं बोलायला. अ, पुन्हा भेटू.